हो, हो. अगदी आणि मला वाटतं त्यामुळेच कुठेतरी ती स्टोरी मला आवडायला लागली कारण तिथे जे होतं ना कुणीपण त्याला क्रिकेट हा खेळच माहीत नव्हता किंवा हा खेळायचा कसा? ह्याच्यामध्ये काय नियम असतात? ह्यामध्ये काय हे असतात? तर मला वाटतं या सर्व गोष्टी त्या क्रिकेटच्या त्यांना माहीत नव्हत्या. तर मला वाटतंय की त्यामुळेच कुठेतरी मग ते सर्वजण एकत्र येतात. ते सर्वजण एकत्र आल्यानंतर क्रिकेट हा खेळ खेळायला लागतात आणि मला वाटतंय त्यामुळेच कुठेतरी अ, त्यांची जी एकता, पुन्हा त्यांच्यामध्ये जो विश्वास आहे ना हाच कुठेतरी त्या पिक्चरला, त्या सिनेमाला खरंच कुठेतरी वेगळा बनवतो. तर मला वाटतं त्यामुळेच तो सिनेमा एक फार सुंदर आणि प्रत्येकाच्या मनामध्ये घर बनवतो. नंतर मग ते क्रिकेट खेळतात. त्यानंतर मग त्यांची मॅच होते. आणि काय होतं की अगदी पिक्चरचा जो शेवट आहे हा एकदम थरारक असतो. त्यावेळेस अगदी 1 बॉलमध्ये जी अ, भुवन ह्याची जी टीम असते ना त्याला एका चेंडूमध्ये 6 धावा लागतात. आणि मग तो काय करतो. अ, अगदी अ, मोठा षटकार मारतो. पण त्या चेंडूला कुठेतरी त्याची कॅच पकडली जाते. आणि सगळे जणं अ, अ, हे बेजार होतात की आता तर आपण हरलोत मॅच. परंतु ज्या कॅमेराच लक्ष त्या प्लेयरकडे जातंय ना तेव्हा तो प्लेयर तेव्हा बाउंडरीच्या बाहेर असतो आणि त्याने ती कॅच पकडलेली असती. <chuckles> आणि नक्कीच मग कुठेतरी त्यांना तो छका अ अ
अच्छा. हां, मग? अच्छा. हां, हां. हां, हं. हं. बरोबर. अच्छा. वाह! हं, हं. अच्छा. हां, हां. बापरे! हां. अच्छा. बापरे बाप! मग? हां, हां, हां. <laughs> म्हणजे त्याची कॅच पकडली जाते. पण तो बाउंडरीच्या बाहेर असल्यामुळे ती अ, एक अ, त्याला म्हणतो ना आपण तो नाही पकडला जात. आहे ना? हां, षटकार मोजली जाते.
अ हो, षटकार म्हणूनच त्याला समजले जाते. <chuckles> आणि नक्कीच अशा प्रकारे त्या पिक्चरचा शेवट गोड होतो. आणि नक्कीच कुठेतरी जो त्यांचा लगान आहे हा 100% माफ केला जातो. आणि इंग्रजांना नुकसान झाल्यामुळे ते, ते गाव आणि ते शहर सोडून तिथून निघून जातात. तर मला वाटतंय अशा प्रकारे अ, जो शेवट आहे असा त्या मूव्हीचा होतो. आणि खूपच प्रेरणादायक मूव्ही आहे. त्यातून आत्मविश्वास, अन्यायाविरुद्ध लढणे आणि अन्यायासोबत कसे दोन-दोन हात करणे आणि जो आपला विश्वास हा आपल्याला कशाप्रकारे जिंकवतो. तर अशा बऱ्या साऱ्या गोष्टी त्या पिक्चरमध्ये आहेत. त्याच्यातूनच मला कुठेतरी प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि नक्कीच ह्या कारणामुळे तो पिक्चर मला पुन्हा, पुन्हा पाहावासा वाटतो आणि नक्कीच त्यामुळे तो पिक्चर माझा कुठेतरी फेव्हरेट आहे असं सांगायला मला नक्कीच आवडेल तो.
अच्छा. हां, हां. हां, हां. हां, हां, हां. हं. नक्की. बरोबर. हां. अरे वाह! बघवा असा वाटतो. <chuckles> हं. बरोबर. नक्कीच. अ, बघा ना आपल्या अ, भारतीय सिनेमामध्ये अ, गाण्याशिवाय कोणताच सिनेमा हा पूर्ण होत नाही असं म्हणतात. बरोबर ना. प्रत्येक सिनेमामध्ये गाणी असतातच. तर अ, मग तुमच्या म्हणजे तुम्हाला यामध्ये ऊं, अ, सिनेमामध्ये पण गाणे आहेत का आणि याच्यातला कोणतं गाणं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते बरं?
हं. हां, हां. नक्की.

हो, हो. अगदी, अगदी. ते काय असते की एक इंग्रजांची अ, म्हणजे मुलगी असते, तिला तो खूप आवडत असतो अ, भूषण त्यामुळे ती काय करते की कुठेतरी तिला देखील हा अन्याय पाहू वाटत नाही. ज्याप्रकारे इंग्रज कर घेतात. तर निश्चित मला वाटतंय की ती काय करते की मग त्यांची मदत करते, त्यांना मदत केल्यानंतर, त्यांना क्रिकेट खेळाबद्दल सांगते. तर मला वाटत त्या मुलीमुळं त्यांना भरपूर असा फायदा होतो आणि त्या प्रकारे मग ते काय करतात की एक त्यांची टीम बनवतात. मग त्या टीममध्ये अगदी सुतार काम करणारे व्यक्ती असते, काही ढोल वाचणारे असते, तर काही अ, वेगवेगळे पूजा करणारे असते.
अच्छा. हां, हां, हां. भूषण, अच्छा. हं, हं, हं. हां, हां. बरोबर. हं, हं. अच्छा. हं. बरं. <chuckles> अरे बापरे! म्हणजे तिथं वेगवेगळे जे काम करणारे लोकं आहेत तिथे तिथे जे काम करत होते म्हणजे अ, त्यांनाच त्यांनी गावातल्या लोकांचेच काम करणारे जे लोक होते त्यांनाच यांनी टीममध्ये शामिल करून घेतलं नाही का? मग तर चांगलीच फजिती झाली असेल त्यांची म्हणजे त्यांना खेळता पण येत नसेल त्यावेळेस?
हां, हां. हं, हं. अगदी. <chuckles> नक्कीच, हं.

अरे, वाह! कोणता आहे तो असा? लगान अच्छा आमिर खानचा. वाह खूप छान म्हणजे त्यावेळेस तर खूप जास्त चालला होता ना तो.
तो म्हणजे लगान, लगान, लगान. मला वाटतंय हां, हां. हो तोच. मला वाटतंय की हो, हो, हो, हो. नक्कीच मला वाटतंय, की तो एक सिनेमा आहे. तो माझ्या फार जवळचा आहे. आणि तो सिनेमा मी इतक्या वेळेस पाहिला, की मला वाटतंय की मी रेकॉर्ड ब्रेक केलं ते पाहण्याचं, अगदी मी तो स <chuckles> नक्कीच मला वाटत की जो कोणी मला घरी पाहुण्या यायचे, ते पैसे दिले, की मी जाऊन आधी त्या पिक्चरचं तिकीट घ्यायचो आणि तो पिक्चर मला बार-बार, बार-बार पहायला खूप आवडायचा. कारण त्यामधले कॅरेक्टर असू, त्यामधली सिच्युएशन असू, त्यामधली, जो संकल्प असू किंवा मग विश्वास असू. ही प्रत्येक गोष्ट मला इतकी भावली की नंतर तो सिनेमा, माझ्या मनामधूनच गेला नाही. जरी तो सिनेमा घरातून सिनेमा गेला तरी नंतर मग मी ते टीव्हीमध्ये पाहायला लागलो आणि मला वाटतंय, त्यावेळेस माझे वय अगदी 10 ते 12 वर्ष होते आणि आता माझे वय 30 वर्ष आहे. आणि आज देखील कुठेतरी सिनेमा, मी तो पाहतो म्हणजे पाहतोच, तर मला वाटतंय त्या सिनेमाबद्दल माझ्या मनामध्ये एक वेगळीच अ, आवड आहे आणि नक्कीच त्यामुळे तो सिनेमा माझा एक आवडता सिनेमा नक्कीच झालेला आहे असं मला वाटतंय.
सिनेमा खरंच. हां, हां. अरे बापरे. हं. हां, हां. अरे, बाप रे! <chuckles> हां. अरे, वाह! हां, हां, हां. हां, बरोबर. हं, हं. अरे वाह! हं, हं. अरे वाह! अच्छा. अरे, बापरे. हां, हां. हं. आवड झाली असेल ना. <chuckles> नक्कीच, नक्कीच. बरं याच्यामध्ये जसा तुमचा इतका आवडता सिनेमा येतो, तर असं काय बघितलं बरं तुम्ही त्या सिनेमामध्ये तुम्हाला एवढं आड आवडायला लागेल? काय स्टोरी आहे त्याची अशी?
हं. हो. हं, हं.